आपल्याकडे ना, अगदी घरातचं वडीलधाऱ्यांचा आदर करायची जी शिकवण आहे. ती आपल्याला अगदी लहानपणापासूनचं शिकवली जाते ,नाही का? तर अ, तुमच्या घरामध्ये अशी कुठली म्हणजे शिकवण आहे? जी तुम्हाला लहानपणापासून आदर करायला शिकवणारी आहे.
हो. अ, आम्हाला ना, अ, पहिल्यापासून एक शिकवलेलं असतं, की आपली म्हणजे अंघोळ झाली, <chuckles> तर पहिले देवाला नमस्कार करायचा नंतर आई-वडिलांना नमस्कार करायचा. म्हणजे अ, एक शिकवलेलच आहे. अ, आणि आपण म्हणतो ना शिकवण्यापेक्षा आपण मोठे जसं बग करतात अनुकरण केलं जातं. मग ते आम्ही अनुकरण तेचं केलं. म्हणजे आम्हाला कोणी सांगितलं नाही, की म्हणजे आईच्या पाया पड, अ, म्हणजे देवाला नमस्कार कर. तसचं आज माझीही मुलगी आहे ना, ती पण तेच माझं अनुकरण करते की "हां, अंघोळ झाल्यावर पहिले ना, देव बाप्पाला नमस्कार करायचा असतो, मग आपली आई-वडिलांना म अ, बाप्पा करायचं किंवा जे मोठे घरातले आहेत त्यांच्या पाया पडायचं." म्हणजे ते आपण म्हणतो ना, की अ, पिढ्यानपिढ्या चालत येतं किंवा आपलेचं अ, जे आपण करतो, तेच लहान मुलं अनुकरण करतात.
हं. अरे वाह! हं, हं. अगदीच. हं. हं, हं. हं, हं. नक्कीच. अगदी बरोबर बोललात. म्हणजे बघा ना, लहान मुलांना बऱ्याचदा असं असते, की शिकवण्याची पण गरज पडत नाही. म्हणजे आपल्याला पाहूनच कुठे ना कुठे ते संस्कार जे आहेत ते आपल्याकडून घेत असतात, नाही का. नक्कीच, मग असं कधी हां, बोला.
नाही. हो. जसं आप नाही, नाही. बोला ना.
मग असं कधी-कधी होतं ना, की बघा अ, लहान मुलं मोठ्यांचा आदरप ण करतात पण असं होतं, की आपल्याला कधी-कधी कळतच नाही, की नक्की ते मोठ्या माणसांना घाबरत आहे, की आदर करताय. तर यामधला फरक कसा बघता तुम्ही, की भीती वाटणे किंवा आदर करणे?
हं. मला असं वाटतं, की कधी-कधी आपण म्हणजे त त्यांना भीती असते हे ही असतं, की खरं लहान मुलांना, "मला ओरडतील ना म्हणून मी आता हे करते," असं. तर मला असं वाटते जेव्हा ते असं करतात ना तर तेव्हा त्यांचा जो अ, बॉडी लँग्वेज म्हणतो आपण किंवा त्यांचं ते हावभाव असताना ते मॅच नाही होती. आदराच्या ह्याला. <chuckles> जे आदर करतात ते. ते वेगळेच असतात, की त्यांचं मग घाबरतोय म्हणून किंवा ते मोजकं तेवढंच करणार. जेवढं त्यांना अ, भीतीदायक असतं तेवढ्याच त्या गोष्टी करणार म्हणजे उदाहरणार्थ आता आदर आहे तर मग अ, काही काहींचं असतं बघा ना म्हणजे मोठं एकदम लहान नाही पण थोडीशी अ, अ, अशी मॅच्युरिटीची असतं बघा म्हणजे आपण बोलू शकतो, की अ, असे 15 ते 18 वयोगटातली जी मुलं असतात ते कसं असतात पि पटकन आपल्याकडे पाहुणे आल्यावर त्यांना माहिती असतं आपल्याला आई ओरडेल ना, मग पटकन ते असं पाणी आणतात, म्हणजे ते घाबरत आणतात आणि किंवा त्यांच्याशी इंटरॅक्शन नाही करत. पण आदरयुक्त जेव्हा अ, असतं ना ते, "या ना काका. या ना. हां हो, आई आत्ताच बाहेर गेली आहे" आणि मग ते पाणी आणणार. म्हणजे ते एक बोलण्याची पद्धत असते.
हं. बरोबर. हं. बरोबर. <chuckles> अगदी बरोबर. अगदी बरोबर. हं, हं. बरोबर. हां. <chuckles> हां, बरोबर. नक्कीच. हम्म, नक्कीच! अगदी बरोबर आणि बऱ्याचदा असं होतं आपण बघतो, की मुलं खरोखरच म्हणजे निरागस असतात आणि कुठेतरी आपण शिस्तीच्या नावाखाली त्यांना इतकं प्रेशर आणलेलं असतं, की आपली जी मुलं असतील आपल्यावर प्रेम करण्याच्या ऐवजी आपल्याला घाबरायला लागतात, नाही का?
हो. अ, राग पण करतात मग मोठी झाली का <chuckles> रागात
अगदी बरोबर. तर अशा मुलांच्या बाबतीत काय म्हणाल तुम्ही?
अ, हो मला तर असं वाटतं, की अशा मुलांच्या बाबतीत ऐवजी अशा पालकांच्या बाबतीत मला असं म्हणावसं वाटेल, की की त्यांनी ना मुलांना शिस्त लावायची तुम्हाला, प्रेशर नाही द्यायचंय त्यांना आणि तुम ते रोबोट नाहीये. तुम्ही जसं म्हणाल किंवा तुम्ही जो प्रोग्राम फिट केला आणि तो लगेच तसा वर्कआउट करेल, नाहीये. ते तुमची मुलं आहात, म्हणजे तुम्ही ठीक आहे आपण बोलतो की ते एक मातीचा गोळा आहे आणि तुम्ही जसा त्याला आकार द्याल तसा तो घडेल. पण तो आकारही देतांना टोला कसा द्यायचा किंवा आपण म्हणतो ना, की कितपत म्हणजे एक प्रेमळ हातानी तो द्या. जेणेकरून त्याच्यात एक प्रेम उमटेल आणि ते प्रेमाची म्हणजे, प्रेमच जागृत होईल नाहीतर तुम्ही, अ, म्हणजे असं खूप इकडून-तिकडून चोप देताय त्याला आणि मग त्याला घडवायचंय म्हटल्यावर तो आकार बनेल, पण तो एक म्हणजे घाबरट आकार बनेल असं हं.
हं, हं. बरोबर. हां. बरोबर. हं. बरोबर. हं. हं, हं, हं. बरोबर. खूप असं छान स उदाहरण सांगितलं, की लहान कसं लहान मुलं म्हणजे मातीच्या गोळाच असते ना शेवटी आकार देऊ तशीच मूर्ती घडत असते, नाही का?
हो. अगदीच.
मग बघा, आपल्या पिढ्यानपिढ्या बदलल्यावर आपल्याला आदराचे स्वरूप जे आहे ते बदलताना जाणवतं का तुम्हाला? म्हणजे मुलं कशी वागतात किंवा आई-वडील कसे बदलले आहे?
अ, हो. कारण की पिढ्यानपिढ्या आपण बघतो ना, की आदर आता अ, म्हणजे अ पहिले आता आपल्या आई-वडिलांना जर बघितलं तर ते खूप अ, जास्त प्रमाणात म्हणजे आदर करायचे, म्हणजे असं होतं की बघा ना, जर आई-वडील सोफ्यावर जर बसेल असेल तर मुलगा त्यांच्या पायाशी बसायचा.
हं, हं. अगदी बरोबर.
हां. आणि आजकाल तसं नाही आज म्हणजे पण म्हणजे मांडीवर जाऊन बसतील किंवा पार त्यांच्याजवळ जाऊन बसतात. म्हणजे हा आदरच आहे, पण एक त्यांचं एक बॉन्डिंग वेगळं झालंय. पहिले म्हणजे एक आदर युक अ, आदर पण असायचा आणि एक अ, भीतीही असायची आपल्या आई-वडिलांना, की ते खूप जास्त हो.
जवळ आहे. हां. हं, हं. अगदी बरोबर. म्हणजे ते दोन्ही भावना एकत्र यायच्या जसं की मला पण आमच्या लहानपणच आठवते, की बाबा जेव्हा बाहेरून यायचे ना तेव्हा आमच्या घरातला जो टीव्ही चालू असायचा, अक्षरशः आम्ही बाबा दिसल्याबरोबर त्यांचा आवाज कमी करणे किंवा गाण्याची चॅनल बंद अ, बदलून मग अ, बातम्या वगैरे लावणं.
तो बंद. अगदी, अगदीच. म्हणजे ते बदलत चालतं. आजकाल म्हणजे आदर म्हणू शकतो आहे, पण अ, त्या गोष्टी ते लावत नाही किंवा बंद करत नाही ते म्हणजे की "नाही, चालू आहे, तर मग मला बघायचंच आहे," असं. आपण आई-वडील कितीही
अगदी. बरोबर. हं. म्हणजे त्यांना स्वातंत्र्य म्हणजे बरंच आहे आणि त्यांच्या इच्छा त्यांना जपता येतात, नाही का.
हो. अगदी, हां. म्हणजे पहिले एवढे स्वातंत्र्य नव्हतं राहत. आता म्हणजे, की अ, भरपूर स्वातंत्र्य दिले की त्याला बघू दे, त्याला करू दे, असं बोललं जातं.
बरोबर. नक्कीच. हां, तर जसं आपण बघितलं ना तर पिढ्यानपिढ्या हे सगळं स्वरूप आपल्याला बगल बदलताना दिसतंय नाही का. आणखी तुमच्या निदर्शनास असं काय आहे जे की तुम्हाला जाणवते की आपल्या वेळेला जरा वेगळं होतं आणि आत्ताच्या अ, पिढीच्या वेळेस वेगळं आहे?
अ, एक सगळ्यात मोठीची अ, मोठी गोष्ट म्हणजे ना, आपल्या वेळेला कोणतीही गोष्ट मागायला ना, दहा वेळा विचार तर स्वतःला करावा लागायचा पण त्यांना दहा वेळा सांगावं लागायचं आणि आजकालच्या मुलांना फक्त बोर्ड दाखवला तरी लगेच ती वस्तू घरी असते. <chuckles> हा खूप मोठा बदल झालाय म्हणजे पाहिजे ते भेटतं.
<chuckles> नक्कीच. पाहिजे असते. हं. नक्कीच. आता बघा, आपल्या आपल्या घरी ना, आपण जेव्हा एकत्र कुटुंबात राहायचो, मग आपले आई-वडील असायचे, आजी-आजोबा, काका-काकू वगैरे नाही का. अ, तेव्हा असं व्हायचं की आपण जितका आदर आपल्या आई-वडिलांना देत आहोत, तितका आपल्या काका-काकूंना म्हणा किंवा आजी-आजोबांना देत आहोत नाही का? तर आता कुठेतरी हे हरवल्यासारखं जाणवताय की अ, जाणवताय का? की पूर्वीच्या अ, पूर्वीच्यासारखंच वाटतं?
हो. हो. नाही, नाही, आता हे हरवलंय. आता फक्त काय माहितीये का? माझे आई-वडील आणि मी एवढंच फक्त आयुष्य आहे. किंवा मग ते आई-वडीलं आता थोडे कमीचं पडले काही काही ठिकाणी पण. पण मग बाकीचे नातेवाईक काहीचं नाहीत. तू काका, आजी, मामा ते त्यांच्याशी त्यांना काहीचं घेणं-देणं नसतं. म्हणजे असं आजची पिढी अ, ...चं झालेलं आहे. त्यांना फक्त तेवढे आई-वडील आणि मग आपलं घर एक आपलं घर किंवा पहिले कसं आता आपण अ, सुट्ट्यांच्या वेळेस मामाच्या घरी जाणं किंवा मग ते एक आदर अ, युक्त होत्या काही गोष्टी आपल्या की आपली आजी आहे, हे आपले बाबा आहे, आपले काका आहे आता असं काही नाही. ते आपल्या घरी जरी आलेत ना तरी असे चोरून-चोरून बघतात लांब-लांब पळतात. <chuckles> म्हणजे अ, त्यांना अ, त्यांना इंटरेस्ट नाही वाटत आपण बोलतो ना बोलण्यामध्ये हे काका का मामा ठीक आहे असतील ते म्हसेल त्यांचं असं म्हणणं असतील ते असतील.
हं. अगदी. हं. बरोबर, हां. नक्कीच. <chuckles> नक्कीच, असं होतंय. हं. हं, हं. बरोबर. आणि बघा हा आदर खरंच कुठेतरी जाणवतोय कमी होतोय म्हणून त्याला कारण कदाचित आपणचं असू आपले जे धावपळीचं जीवन असेल तेही असू शकतं नाही का?
अगदीच. कारण की आपल्याला स्वतःलाच टाईम नाही जायला ना की आपणचं ओळख करून देत नाहीये. की हे आहेत किंवा आपण महिन्यातून 2 महिन्यातून गेलं पाहिजे, त्यांच्या ओळख करून दिल्या पाहिजेत, त्यांना आपण म्हणतो ना मिसळले पाहिजे ते मुलं त्यांच्यामध्ये. ते आपण स्वतः करत नाही, तर त्यांना ते त्यांनाही ते जाणवत नाही.
हं. हं, हं. नक्कीच. असं वाटतं का की मुलांशी मैत्री करण्याच्या नादामध्ये कुठेतरी मुलं त्याचा म्हणजे गैरफायदा घेतात आणि आपला अनादर करायला लागतात?
हो, हो, हे जास्तच प्रमाण असतं. कारण की आपण बोलतो ना, की म आता मुलगा आहे किंवा मुलगी ही माझी फ्रेंड आहे आणि ती जे मागेल, मी ते पण देतो आणि सगळं आहे, ती हुशार आहे, असं आहे, सगळं आहे, हट्टी आहे. अ, पण ते तुम्ही तुमचे अ, आपण बोलतो ना, की काही दिवसांनी किंवा ते आपल्याला असं मारतातही हात उचलता बघा, छोटेसे असतात तरी पण. आणि आपण ते कौतुक करतो, हसतो बघा, आता खूप मी बघते ना, अ, असं आजूबाजूला की म्हणजे ना, तो असा करतो हस म्हणजे हसता त्या गोष्टीवर. पण मला असं वाटतं तुम्ही वेळेत त्या गोष्टी दाबा. जेणेकरून उद्या तुम्हाला तो अ, मारणार नाही किंवा ओरडणार नाही आणि आजकाल मुलंही बघा, "काय ग आई? अ, तुला कळतं का?" म्हणजे आज आपल्याला तरी हिम्मत होती का बोलायची आपल्यावेळेस? आणि आजचं मुलं लगेच बोलतात. लगेच. म्हणजे विचारच करत नाही लगेच. म्हणजे हे कुठेतरी ते अनादरच होतो. आणि हे होतं पालकांपासूनच सुरुवात होते म्हणजे अ, पालकही काही एकमेकं अ, म्हणजे त्यांच्या मुलांसमोर भांडतात ना त्याच्यामुळे पण हे मुलांना समजतं काही गोष्टी.
हं, हं. बरोबर. हं, हं. बरोबर. हं, हं. हसतो. हं, हं. बरोबर. हं. अगदीच, नाही. नक्कीच. <chuckles> नक्कीच. <clears throat> अगदी बरोबर. आता बघा तुम्हाला जर का तुमची मुलं अशी जाणवली, की मोठ्यांचा कुठे ना कुठे अनादर करायला लागली आहे, तर तुम्ही ते कसं हाताळाल म्हणजे एकदम प्रभावी पद्धतीने किंवा समाधानकारक जेणेकरून तुमच्या घरातला ताण पण निर्माण होणार नाही किंवा मुलांना पण असं सक्तीसारखं जाणवणार नाही?
हो, हो. मी तर नक्की म्हणजे अ, जर असं जर अ, केलंच ना तर मी पहिले म्हणंल की, "अ, बाळा हे अ, चांगलं आहे का? म्हणजे मी माझ्या मम्मीवर, तुझ्या आई इथल्या आजी पप्पांच्या आईवर, आता हात उचलते का? मी अशी ओरडून बोलली का कधी? तू ऐकलंय का, नाही ना. मग मी ओर ओरडलं पाहिजे आहे ना? मी पप्पाला पण ओरडलं पाहिजे, मी सगळ्यांना ओरडलं पाहिजे ना? आणि तू गुड आहे ना? तू ओरडतो ना?" मग त्याला वाटतं, की नाही, नाही ओरडलं पाहिजे. कारण की मग मम्मी पण ओरडेल.
हं, हं. हं. अ, हां. नक्कीच म्हणजे रिवॉर्ड्स टेक्निक कुठेतरी आपण वापरायला हवी नाही का?
हो अगदीच. म्हणजे आपण त्यांना ते करून दिलं का, मग त्यांना वाटतं हे चुकीच आहे म्हणून आई आपल्याला सांगतेय आणि आपण नाही, कारण की मुलांना दम देऊन, मारून किंवा ओरडून आहे ना मुलं अजून अ, हे करतात त्या गोष्टीला, अजून करतात
जिद्दी बनतात किंवा कुठे ना कुठे हट्ट त्यांचा वाढतो नाही का?
अगदीच.
नक्कीच. मग अशा हट्टी मुलांना म्हणजे लाईनवर आणण्यासाठी म्हणूया, काही उपाय करता येईल का आपल्याला?
हो. मला तर असं वाटतं स्टार्टिंग पासूनच तुम्ही त्यांच्या अ, बोलण्यावर, याच्यावर ते एक कंट्रोल ठेवला पाहिजे. किंवा घरातलं वातावरण मेन कसं आहे, तुम्ही मोठ्यांचा कसा आदर करता तसं मुलं ते शिकतात. आणि आपण बघा ना अ, असं असतं अ, की एखाद्याला आपण चालता-चालताना आजच सकाळची गोष्ट मी तुम्हाला सांगते लाईव्हच एक्झाम्पल. आपण धक्का लागतो बघा चालता, चालता किंवा मग पटकन पाय लागतो, तर आपण म्हणतो, "सॉरी, बरं का चुकून झालं. माफ करा." आज सकाळीसच माझी मुलगी अ, म्हणजे अशी, जेवत होती आणि थोडी चाल पाणी प्यायला गेली आणि परत तिच्या म्हणजे अ, तिच्या पप्पाला थोडा धक्का लागला. सॉरी पप्पा असा हात लावला आणि पाया पडली. आपण असं ना करतो आपण, म्हणजे ते मला असं वाटलं, की हे मी आत म्हणजे बोलते तिने कुठेतरी ते ऐकलं आणि मग तिनी ते आज आत्मसात केलं. आणि मला खूप छान वाटलं, की बघा कसं थोडा धक्का लागला, तरी ती बोलते सॉरी हं, असं हात हे केला. म्हणजे 4 वर्षाची मुलगी एवढं करू शकते तर म्हणजे आपलेच संस्कार काम येतात छोट्या-छोट्या गोष्टींतून.
हं, हं. हां. बरोबर. हं, हं. बरोबर. हां. हं, हं. बरोबर, हं. बरोबर. अगदी बरोबर बोललात. म्हणजे खरंच ही जी लहान मुलं असतात ती खरोखरच आपलंच अनुकरण करतात असं म्हणायला काही हरकत नाही. नाही का?
हो.
तर अ, जे जेव्हा तुम्हाला अशी तुमची मुले जसं जसं तुम्ही सांगितलं अशी वागतात तेव्हा कसं वाटलं होतं नेमकं?
हो, नाही म्हणजे खूप छान वाटतं की आपण कुठेतरी एक सक्सेस झालं किंवा आपल्याला कुठेतरी यश मिळतंय किंवा आपली पुढची पिढी ही चांगल्या अ, मार्गावर आहे आता. असं वाटायला लागतं. की जेणेकरून मी अ, म्हणजे एवढा तिला टाईम देते किंवा मी तिला संस्कार लावले ते वाया जात नाहीये. ती कुठेतरी कॅच पण करती त्या गोष्टी.
नक्कीच. म्हणजे मुलांचं खरंच हे असं वागणं आपल्याला म्हणजे भावू शकतं किंवा आपल्याला अ, मुलांच्या स्वरूपात आपल्याला खरंच कळतं की आपले संस्कार कुठेतरी योग्य पडत आहे जे की मोठ्यांचा आदर करण्यास उपयुक्त ठरत आहे. नाही का?
हो. अगदीच.
तर खरंच तुम्ही खूप छान अशी माहिती दिली. कुटुंबात आदर कसा शिकवायचा आणि एकंदरच मुलांना चांगल्या कशा सवयी लावायच्या. तर खरंच छान वाटलं तुमच्याशी बोलून, धन्यवाद.
मलाही तुमच्याशी बोलून खूप छान वाटले, धन्यवाद.